अच्छा. तर नेमकं काय-काय कारणं असतात नेमकं भांडणं करण्यासाठी आणि ते होऊ शकतात नेहमी म्हणजे काय नेमकं नेहमीची काही कारणं आहेत का असे क किंवा अचानकच भांडणं होऊन जातं. हे नेमकं काय होतं? काही सांगू शकता याच्याविषयी?
अ, मी कसं म्हणेल की असे तर छोट-मोठे आपण काही गोष्टी करत असतो. त्याच्यात असं थोडं बहुत होतंच असतं. पण सध्या जर मी म्हटलं की भांडणाचं एक कारण म्हणजे फोन जो आहे त्याच्यावरून फार होत असतात. म्हणजे आज-काल <chuckles> एकमेकांकडे लक्ष नसणं. संवादात लक्ष नसणं किंवा जी काळजी घेतली पाहिजे किंवा घरातल्या काही जबाबदाऱ्या असतात आपल्याला. उम्म, जरी मोठ्या-मोठ्या नसतील पण काही ना काही जबाबदाऱ्या असतातच. अ, त्याच्यावरून होतात आणि ऑफिसमध्ये मी असं नाही म्हणणार की भांडण होतं. पण त्या याच्यावरून काही ना काही थोडे क्लेश हे होतच असतात. तर जास्त करून सध्याचं कारण म्हणजे फोन आहे आमच्या घरामध्ये पण आणि अ, मी म्हणेल ऑफिसमध्ये पण <chuckles>
बरोबर. हं, हं. <laughs> बरोबर. हो. हो. हो, हो. अच्छा. <chuckles> म्हणजे नेम नेमकं नेमकं फोन म्हणजे काय नेमकं, काय म्हणजे घेण्यावरून भांडणं होतात किंवा वापरण्यावरून भांडणं होतात किंवा काही ॲप्लिकेशन्स लॉक केलेल्या आहेत त्याच्यावरनं भांडणं होतंय नेमकं?
जास्त करून होतात की अ, जर आपण अ, कुठली कामं केलेली नाहीहेत किंवा घरात आपल्याशी कोणी बोलतंय आणि त्याच्याकडे सोडून फोनमध्ये लक्ष आहे आणि जे काही महत्वाचं नाहीये. म्हणजे आपलं कसं स्क्रॉलिंग चालू असतं, रील्स बघत असतो, सीरीज बघत असतो. एक आपला काहीतरी एक आपण म्हणतो ना टाईमपास सुरु असतो, ज्याची खरंच काही गरज नसते त्या क्षणाला. आपल्याशी जर कोणी बोलतो किंवा कुठलं काम दिलेलं आहे, तर आज-काल तर ही पण सवय आहे की तो मोबाईल एका हातात साइडला असतो. चालेलं असतं.
अच्छा. हो, हो. अच्छा. बरोबर आहे. हं, हं. हो, हो. हो. हो. अच्छा. <chuckles> हो.
की जे बिघडतं आणि नक्कीच आणि त्याच्यातून पण मग वाद होतो. की "तुझं सगळं लक्ष फोनमध्ये असतं, काम कसं झालेलं आहे आणि असं-तसं." म्हणजे अ, मोठे बोलणारे बोलतात किंवा मग आपल्यापेक्षा जे लहान आहे अ, ते पण काय बोलतात, म्हणजे जो तो आपल्या ह्याच्याने हे करतो आणि मग नक्कीच त्याच्यातून वाद हे होतातच. म्हणजे फोनमध्ये लक्ष आहे, बोलण्याकडे नाहीये किंवा कामाकडे नाहीये असं होत असतं.
हां, हां. हं, हं. हं, हं. मग कधी-कधी समजा आपलं फोन बघणं म्हणजे आपली चूक आहे आणि काम पडलेलं आहे. त्या व्यक्तीने योग्य बोललेलं आहे. आणि तरी पण तुम्ही शांत बसलेले म्हणजे त्याचं भांडण्याचं कारण जरी योग्य आहे हे आपल्याला पण माहीत असतं. पण अ, माणूस कधीच आपली स्वतःची चूक अ, अ, स्वीकारत नाही. किंवा "थोडं बघितलं तर काय झालं?" असं पण म्हणू शकतो किंवा तुम्ही मग आपण लगेच म्हणतो की "तुम्ही बघत नाही का?" तर असं म्हणजे मग त्यानंतर काय आहे समजा नेमकं त्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, माझी चूक आहे परंतु ती आपण ओरडून किंवा इतर कारणं देऊन अ, लांब सरकवण्याचा प्रयत्न करतो आणि आपणच शांत बसतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कितीपत योग्यता आहे भांडणानंतर?
अ, हो, हो. <chuckles> अ, हो. हं, हं. बरोबर.